आजकाल काय आहे, सर्वचजण सोशल मीडिया आणि जे असे मेसेजचे जे चॅट चॅटिंग वगैरे रोजच चालत असते आणि त्यामध्ये ना आपण असे विविध प्रकारचे इमोजी वापरतो. आणि मग कधी-कधी काय होतं त्या इमोजीमुळे ना असा एक गोंधळ निर्माण होतो की अ, कोणाला तरी वाईट वाटतं किंवा कोणाला तरी चांगलं वाटतं. मग तेव्हा तुम्ही असं कधी इमोजी वापरलाय, संभाषणामध्ये तेव्हा असा कधी गोंधळ झालाय का हो?
हो, हो. नक्कीच. म्हणजे इमोजी यांना आधी इमोट आयकॉन असं म्हणायचे. आणि त्याचा एक अ, छोटासा शब्द म्हणजे इमोजी, जो सोशल मीडियामुळे जास्तच वाढला आणि खूपच मजेशीर असतात ह्या बावल्या, ज्या आपण वापरून संभाषणात अजून एक प्रेम ओतू शकतो किंवा आपला भाव जास्त ओतू शकतो. मी वापरल्या आहेत, भरपूर वापरल्या आहेत. <chuckles>
अरे वाह! अच्छा. हो. नक्कीच. हो ना. मग असं कधी झालंय का तुमच्या सोबत? तुम्ही असं चुकीचा इमोजी वापरलाय आणि त्यामुळे समोरच्याचा गैरसमज झाला आहे?
हो. म्हणजे अ, कधी-कधी आपण असं करतो ना की लांब किंवा अख्खं वाक्य लिहिण्याऐवजी छोटासा मेसेज पाठवून टाकतो की ओके आणि अंगठा. किंवा अ, <coughs> ते डिलीट कर आणि त्याच्यापुढे हसायची बाहुली टाकतो आपण. तर असं नक्कीच झालंय की मी ओके असं आणि अंगठा पाठवला होता. आणि समोरच्याला असं वाटलं की मी चिडलोय. आणि मला रिस्पॉन्स आला की "अरे चिडू नकोस. का चिडलास? म्हणजे सॉरी, मी असं नव्हतं करायला पाहिजे". म्हणजे अ, आपण ओके म्हटलेलो असतो, पण त्यांना ओकेचा अर्थ वाटतो की चिडलेला आहे. आणि माझ्या बाबतीत पण असं झालं होतं. म्हणजे अ, समोरच्याने इमोजी, वापरून मला अ, काहीतरी, "डिलीट कर". असा एवढाच मेसेज पाठवला होता. तो बिझी
हां. हो. अच्छा. हो. अरेरे! हां, हां. अ अरे! काय ते होतं ते सांगू शकता?
मी एक्चुअली एक फोटो टाकला होता सोशल मीडियावरती माझा आणि त्याचा, त्याला न विचारता. तर अ, त्याला ते जरा लपवायचं होतं ते, आम्ही फिरून आलेलं मॉलमध्ये गेलो होतो. तर म्हणून डिलीट कर असा त्यांनी मेसेज केला मला आणि अ, पुढे एक फक्त स्माईलचं हे पाठवली बाहुली. तर अ, मला वाटलं तो चिडलाय आणि माझा गैरसमज झाला. नंतर मला कळलं, की तो जरा व्यस्त होता त्याच्या कामात.
हां. ओके. हां, हां, हां. अच्छा. अच्छा.
म्हणजे दोन्ही साइडनी गोंधळ झालेले आहेत. <chuckles>
हां, अगदी खरं आहे, कारण की इमोजी जर आपण योग्य वापरलं नाही तर नक्कीच तर नक्कीच गोंधळ निर्माण होतो. मग काय होतं बघा ना आता आपण Instagram, WhatsApp आणि मोबाईलवर विविध प्रकारच्याच मेस मेसेजचे जे आहेत ईमेल वगैरे आपण करत असतो मग त्यामध्ये आपण असे कोणालातरी इमोजी पाठवतो मग अ, तेव्हा आपण नाही का समोरचा व्यक्ती कसा अर्थ घेतो मग त्याचा की तो म्हणजे काय करावं लागेल त्यासाठी, की आपण असं समोरच्या व्यक्तीना नाही असा वेगळा अर्थ घ्यायला पाहिजे वगैरे?
अ, एक तर आपण हे समजलं पाहिजे, की इमोजी जरी आपण वापरत असू आपल्या बाजूने तरी पण अ, त्याचे सांस्कृतिक फरक असू शकतात. म्हणजे प्रत्येक जण आता मी जर एका दुसऱ्या देशातल्या माणसाबरोबर चॅटिंग करत असेन तर नक्कीच आपण हे आधीच एवढा स्टडी कुठून करणार ना की समोरच्याला कोणती इमोजी आवडेल, कोणती इमोजी नाही आवडणार. तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. पण जर तो गैरसमज झाला किंवा काही गोंधळ झाला तर हे, पटकन समजून घेणं आणि त्यावरती एक काहीतरी उपचार करणंही महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ अ, काही संस्कृतींमध्ये एक फेरी किंवा परीची जी इमोजी असते ना म्हणजे देवदूताची इमोजी असते ती थोडीशी वाईट मानली जाते. ते समजतात, की तुम्ही मरून जावं असं लिहितोय आपण ती बाहुली टाकली. पण आपल्यासाठी ती परी म्हणजे छान असती गोड असती. अ, आ आपण त्या अर्थाने घेतो. इव्हन ते राक्षसाचा इमोजी जो असतो एक लाल राक्षस आहे बघा WhatsAppवरती हसतानाचा तर अ, तो आपण मज्जा म्हणून जरी पाठवला एखाद्याला तरी दुसऱ्याला ते अभद्र वाटू शकतं आणि
अच्छा. हां. हो, खरं आहे. नक्की. अगदी खरं आहे. हां. हो. अच्छा. हां, हां. अरे! हो, खरं आहे ते. हो, हो. आहे, आहे. खरंच वाटतं, की मला राक्षस म्हणतोय. <chuckles>
राक्षस म्हणतोय आणि मी असं ऐकलं होतं, की अंगठ्याचा जो इमोजी आहे जो आपण इतका सर्रास वापरतो, तो काही अ, पश्चिम भागांमध्ये म्हणजे अ, मिडल ईस्ट जे म्हणतात ना, त्या भागांच्या काही देशांमध्ये ते असं घाण अर्थ, अश्लील अर्थ समजतात त्याचा. तर बघा ना कोणत्या इमोजीचा कोणता अर्थ निघू शकतो त्यामुळे
हां. ओके. हां, प्रत्येक देशानुसार तो बदलत जातो अर्थ म्हणजे हां.
बदलत जातो. म्हणजे तुम्ही म्हणालात ना, की नक्की काय केलं पाहिजे तर सर्वात आधी आपण हे समजलं पाहिजे, की प्रत्येकाचा इमोजी समजण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे आणि सांस्कृतिक त्यात एक भाग नक्कीच आहे.
नक्कीच म्हणजे खरं आहे ते कारण, की आपण जे इमोजी वापरतोय ते कोणासाठी वापरतो ते अगदी बघितलं पाहिजे. मग असं झालंय का तुम्ही जेव्हा कामाच्या जागी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे ग्रुप वगैरे असतील. मग तेव्हा तुम्ही असे अ, इमोजी टाळणं कसं वापरता म्हणजे टाळता कसं वापरायचं वगैरे?
अवघड होतं. कारण आपण अर्थात ईमेल जर करत असू ऑफिसच्या ईमेलवरून, तर तिथे जास्त काही इमोजी वापरत नाही. पण जर आपण चॅटवरती असू आपल्या सहकर्मचाऱ्यांबरोबर WhatsAppवरती. तर नक्कीच तिथे इमोजी वापरले जातात. पण मग तिथे कोणते इमोजी आपण वापरतो. ह्याची एक खबरदारी नक्कीच घेऊ शकतो आपण आणि घेतलीच पाहिजे. म्हणजे अशा वेळेस आपण नाचायचे किंवा बदामाचे इमोजी नक्कीच नाही पाठवू शकत. कारण सगळेच जण असतात. आपले मॅनेजर असतात, बॉस असतात. हार्ट नाही पाठवायला पाहिजे. मला असं वाटतं की फक्त अंगठा, हसायची बाहुली किंवा एक नमस्काराचा जो हात आहे 2 ते आपण पाठवू शकतो आणि काही असे थोडेसे कॅज्युअल किंवा अगदी सहज वापरू असे इमोजीस असतात ना जसे एक आशीर्वाद देतोय आपण. दोन्ही हातांनी तो एक इमोजी असतो. जो आपण ऑफिसच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी नाही वापरू शकत कारण की व्यावहारिक भाषा नाही समजली जात. आपण दुसऱ्या आपल्या पीअरला म्हणा किंवा आपल्या मॅनेजरला, तसं लिहिताना ते आशीर्वाद नाही पाठवू शकत.
हां. WhatsApp. हां. हो. नक्कीच! हो. हो, हो. खरं आहे. हं. हो, हो. अगदी खरं. काय होतं बघा ना, आज-काल आहे ना इमोजी ना सगळेचजण खूप वापरतात, म्हणजे त्यांना लिहिण्याचा पण कंटाळा येत असेल म्हणावं, त्यामुळे ते एक इमोजी टाकलं की झालं त्यांचं, म्हणजे समोरच्याला पण भावना लगेच व्यक्त होतात. पण बघा ना तुम्ही आत्ता इमोजी वापरताना ते एक असं येलो इमोजी असतं आणि त्याचे डोळेमध्ये असे हार्ट असतात 2. ते इमोजी म्हणा, किंवा आज-काल अं, मग कोणाला पण असे हार्ट शेपचे इमोजी पाठवतात, मग त्याचा कसा अर्थ घ्यायचा बरं?
चुकीचा अर्थ निघू शकतो. नक्कीच. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की लिहण्याचा तो मजकूर लिहायचा कंटाळा येतो आपल्याला. आणि कितीतरी वेळा असं होतं की फक्त इमोजीवरून आपण चॅट करत असतो एकमेकांबरोबर की तुम्ही एक पाठवलं, मग मी एक पाठवलं. इमोजीसनीच आपली चॅटिंग चालू असते. टेक्स्ट लिहिण्याचीही गरज भासत नाही. पण आपण जर समोरचा व्यक्ती अनोळखी असेल, तर त्याला आपण पहिल्याच चॅटमध्ये बदाम नाही पाठवायला पाहिजे. हे मी नक्कीच मानतो. जरी आपला एखादा कोणी क्रश असेल, किंवा डेट असेल, जो आपल्याला खूप आवडतो व्यक्ती. तरी पण अशा व्यक्तीला पहिल्याच ह्याच्यात, थेट बदाम किंवा बदामाची डोळे असलेली बाहुली, नाही पाठवायला पाहिजे असं मला वाटतं. थोडासा एक अ, आदरपूर्वक तो मेसेज ठेवला पाहिजे आणि मजकूरही लिहिला पाहिजे आणि तो थोडक्यात न लिहिता, थोडासा लांब लिहून मग इमोजी त्याला सपोर्ट करणारा असा पाठवला पाहिजे.
हो. हो. खरं आहे ते. <chuckles> हो. हो, खरंय. खरंय अगदी. अच्छा. म्हणजे नक्कीच तो मेसेज एकदम छान होईल, समोरच्याला पाठवायला एक
हां, म्हणजे जेवढं परफेक्ट करता येईल तेवढं परफेक्ट केलं पाहिजे.
हो, अगदी. पण बघा ना तुम्ही ते तर ठीक आहे, आता आपण एखाद्याला पाठवतोय, पण आज-काल सगळेच जण स्टेटस जरी ठेवतात, तर तिकडे हार्ट शेप त्यांचा असतोच. मग तेव्हा त्यांनी काय, म्हणजे आपण आता बघा ना, साधं भावासोबत जरी किंवा मित्रासोबत एखाद्या मय मुलीचा जर फोटो असेल, तर आता एक कॉमन झालंय, की ती अ, पिंक कलरचा हार्ट, किंवा पर्पल हार्ट, किंवा गस्त जांभळ्या कलरचा, हिरव्या कलरचा असे हार्ट टाकतात, मग त्याचा कसा अर्थ घ्यायचा हो?
थोडीशी आपल्या प्रेक्षकांची जाणीव असली पाहिजे. म्हणजे कोण पाहतंय आपलं स्टेटस किंवा नक्की अ,
हां.
त्या इमोजीचा अर्थ काय आहे? हे ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की पिवळा बदाम म्हणजे मैत्रीचं स्वरूप, लाल बदाम म्हणजे प्रेमाचं स्वरूप, निळा बदाम म्हणजे थोडंसं एक आपण डेट करतोय किंवा कोरडे आहोत असंही स्वरूप. अ, पांढरं बदाम म्हणजे पीस किंवा शांतीचं स्वरूप असतं. तर ते ही जाणून घेणं महत्वाचं आहे. ही जागरूकता ही महत्वाची आहे आणि त्याचबरोबर तुमचा प्रेक्षक वर्ग काय आहे, कोण आहे हेही माहिती असलं पाहिजे. नाहीतर मग गैरसमज होऊ शकतात. मग ते टाळायचे असतील तर थोडा स्टडी तुम्हीही नक्कीच केला पाहिजे.
हो. नक्कीच. हो. अगदी. ओके. खरं आहे अगदी. म्हणजे तुम्ही टाकताय तर ते विचारपूर्वक टाकायला पाहिजे, की कारण, की त्याचा अर्थ काय होत आहे. आणि बघा ना जी आज हां.
नक्कीच असं नाही म्हणू शकत आपण की अ, मला छान वाटलं म्हणून मी साफ मनाने टाकलं. हे म्हणणं जरासं चुकीचं आहे.
हो. खरं आहे. पण बघा ना आता आपल्या इमोजीची जी लिस्ट आहे त्यामध्ये हसण्याचे एवढे विविध प्रकारचे इमोजी आहेत. मग लोकांचं त्यामध्ये कधी-कधी गल्लत होते की अरे हे नेमकं काय आहे म्हणजे तो हसतोय कशासाठी हसतोय. कधी ते असं एकदम म्हणतो ना हसताना डोळ्यातून पाणी येतंय किंवा हसताना ते एक असं घाम गळल्यासारखं येतंय, म्हणजे असे वेगवेगळे असे बाहुल्या आहेत. तर मग त्याचं कसं काय करायचं? लोकांनी गैरसमज होतात त्यामुळे. मग तुम्ही काय सांगू शकता त्याबद्दल?
हो. तर त्या इमोजींच्या एक अ, प्रमाणित अर्थाचा अभाव नक्कीच आहे म्हणजे माहिती नाहीयेत आणि काय झालंय की ते अर्थ अजून बदलत चाललेत. म्हणजे अ, त्याचे परत दोन अ, कारणं आहेत. त्यातलं एक कारण मला जे ठामपणे मी सांगू शकतो आणि माहिती आहे ते म्हणजे एक बघा ना आता आपला Oppoचा एक फोन असला आणि Samsungचा एक फोन असला आणि iPhone एक असला. म्हणजे <coughs> 3 वेगळ्या प्रकारचे फोन असतील, तर त्या तिन्ही फोनवरती जे सारखेच आहेत इमोजी सगळे, पण त्यांचे जे आकार आहेत किंवा त्यांची ती एक बारीकी जी आहे ती वेगळी असते. म्हणजे एक बारीक फरक असतो. तिन्ही फोन्स तिन्ही फोनच्या टाइपमध्ये आता अनेक आहेत फोन.
हो. हो. नक्कीच. हो, अगदी खरं. हो, अगदी. हां. तो थोडासा अ, हाल्फकटमध्ये असतो आणि अ, आपल्या Android मोबाईलमध्ये असं सर्कलमध्ये असतो, गोल म गोलाकारामध्ये असतो.
हो. सर्कलमध्ये असतं. एक अजून एक ढगांच्या मागे लपलेली एक बाहुली आहे बघा अ, WhatsAppवरती. तर ती अगदी वेगळी दिसते, Instagramवर वेगळी दिसते, Samsungच्या फोनवर वेगळी दिसते, Oppoच्या फोनवर वेगळी दिसते. तर गैरसमज तिथून सुरू होऊ शकतात कधी-कधी. तर त्यामुळे इमोजी हे विचारपूर्वक वापरावेत आणि ठीक आहे आपण जर मित्रमैत्रिणी असू, तर आपण भरपूर कितीही वाट्टेल ते पाठवू शकतो. त्यात गैरसमज होण्याचे चान्स बरेच कमी आहेत. पण काही महत्त्वाचं आपण लिहीत असू, व्यावसायिक काही लिहीत असू, तर मग काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आणि स्माइलीचेही इमोजीस थोडेसे जपून वापरले पाहिजेत, कारण जर तुम्ही एक काहीतरी छानसा मेसेज मला केलाय आणि मी फक्त ओके असा रिप्लाय केला, तर मग तुम्हाला वाटू शकतं की ह्याला काहीच आपल्याबद्दल आपली किंमत नाहीये किंवा आपला मेसेज कळला नाही किंवा ह्याला जास्त जाणीव नाहीये किंवा इतकं छान लेख लिहिला मी तरी एवढाच रिस्पॉन्स आला. मग त्याचबरोबर मी ओके आणि पुढं हसायची बाहुली दिली, तर त्याचा फरक एक वेगळा प्रभाव पडतो. आणि जर तुम्ही थोडेसे अनोळखी असाल आणि मी ओके आणि छोटी हसणारी बाहुली दिली म्हणजे जिचे डोळे छोटे आहेत आणि छोटं हसतीये, तर त्याचाही अर्थ वेगळा होऊ शकतो. तर तो आपला व्यक्ती किती जवळचा आहे त्यावरून आपण इमोजी नक्कीच ठरवले पाहिजेत.
हो. हो, नक्कीच. हं. नक्कीच. नक्कीच. मग आपण ज्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण आता आता टेक्स्ट मेसेज सर्वच जण करतो. मग तेव्हा तुम्ही लोकांसाठी काय सल्ला द्याल? आपण कशी इमोजी वापरले पाहिजे? जेणेकरून लोकांमध्ये अशी अ, गैरसमज निर्माण होणार नाही.
शब्द जास्त वापरले पाहिजेत अशा वेळेस आणि तो कोणत्या प्रकारचा ईमेल आहे त्यावरही अवलंबून असतं. म्हणजे मला माझंच एक उदाहरण द्यायला आवडेल. अ, आमच्या ऑफिसमध्ये एक अ, न्यू ओरिएंटेशन प्रोग्राम असतो ना. म्हणजे नवीन लोकं जॉइन झाल्यानंतर त्यांचं एक इंडक्शन किंवा ट्रेनिंग करायचं असतं. तर त्यांना एक ईमेल करायचा होता एक 7-8 जणांना आणि आमच्या अक्ख्या टीमला तो सीसी म्हणजे कार्बन कॉपी करायचा होता. तर तो न्यू ट्रेनिंग प्रोग्राम जो असतो, तो असा छान असतो मजेशीर असतो. त्यात नवीन-नवीन त्या प्रॉडक्टबद्दल, त्या प्रोजेक्टबद्दल शिकायला मिळू शकते त्यांना. तर पावसाळ्याचे दिवस होते. तर तेव्हा मी जो ईमेल बनवला आणि पाठवला त्यात मी भरपूर इमोजीस वापरले होते. पाऊस पडतानाचा, छत्रीचा. म्हणजे तो व्यावसायिक ईमेलच होता. पूर्णपणे फॉर्मल ईमेल होता. पण त्यात मी इतके मजेशीर इमोजीस टाकले, की उलट मला अवॉर्ड मिळाला त्यासाठी इतक्या छोट्या गोष्टीसाठी.
हां. नक्की. सांगा. हां, हां. हां. अच्छा. हां. हां, मग? अरे वा! हां. अरे, वा! म्हणजे कुठे काय वापरायचं हे पण खूप आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला माहिती असली पाहिजे, की कोणत्या इमोजी लोकांना असे इम्प्रेस करतात किंवा ते व्यावहारिक जागी कशी वापरायला पाहिजे. नक्कीच याची आपल्याला माहिती असायला पाहिजे.
हो. हो नक्कीच. आणि तो कोणत्या प्रकारचा ईमेल आहे त्यावरही असतं. त्यानंतरही मी एक ईमेल पाठवला, पण त्यात इमोजी होते, त्यामुळे हा थोडासा गमतीशीर, थोडासा मजेशीर बनवू शकलो, म्हणून मी तो बनवला.
हो, अगदी खरंय. अगदी नक्की. मग तुम्ही असे छोटे-छोटे काय असे अ, नियम स्वतःला लावून घेतलेत, म्हणजे असे इम संभाषण करताना?
हा एकच नियम आहे, इमोजी आणि शब्दांच्या बाबतीत म्हणजे आपला मजकूर जो असतो. जास्त शब्द वापरून अ, म्हणजे जास्त ह्याचा अर्थ असा नाही, की लांब-लांब पॅराग्राफ लिहा तुम्ही. पण पुरे एवढे श पुरेसे शब्द वापरणं आणि योग्य इमोजी त्याला जोडणं ह्याचा फायदा नक्कीच होतो. पण अयोग्य इमोजी जर मी वापरला आणि त्यात मी जर कमी शब्द वापरले असतील, गैरसमज होऊ शकतील असे, तर चुकीचा अर्थ निघतो. त्यामुळे शब्द यावर भर दिला पाहिजे. इमोजी त्यांना सपोर्ट करणारी पाहिजे.
हं. हं. नक्कीच. हो खरं आहे. नक्कीच. नाही, खरंच तुम्ही खूप छान सांगितलं कारण की आपल्या रोजच्या जेवणामध्ये इमोजी हे खूप महत्त्वाचं स्थान आहे, आणि सर्वच जण आता ते इमोजी वापरतात, आणि योग्य तिथे, योग्य हा इमोजी वापरणं, जेणेकरून लोकांचा गैरसमज निर्माण होणार नाही, खरंच आपण या अशा गोष्टी वापरल्या पाहिजे आणि त्या नीट वापरल्या पाहिजे. खरंच तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि त्यामुळे खरंच लोकांनी हे सगळं फॉलो करायला पाहिजे, की इमोजी कुठे वापरायचा वगैरे. आपण नक्कीच खरंच पुन्हा परत बोलू आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
धन्यवाद, मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.